आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे आपला फोन. आणि बऱ्याचं वेळेला हा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आपल्या हातात असतो.
हो.
म्हणजे अगदी बेडरूमपासून ते किचनपर्यंत तो बरोबरचं असतो. बऱ्याचं वेळेला जेवताना आणि झोपताना सुद्धा संगत देतो. मग तुम्ही काय करता ओ? फोन स्वतः जवळ धरून जेवण करता? कसं? म्हणजे घरात असताना, बाहेर असताना, काय एक्झॅक्ट काय करता तुम्ही? कसा आहे तुमचा अनुभव या मोबाईलज बरोबर?
हम्म. या अ, मोबाईल बरोबर माझा अनुभव असा आहे की, अ, "तुझं माझं जमेना, तुझ्याविना करमेना" नाही का. <chuckles> म्हणजे अ, सुरुवातीला तर असं व्हायचं फोन मी कुठेही घेऊन जायचो नाही का. म्हणजे जेवताना फोन माझ्यासोबत असायचा. बाहेर जायचो, अ, तेव्हा फोन माझ्यासोबत असायचा. आणि म्हणतात ना 1 अ, प्रकारे अ, अभिन्न भागचं झाला होता शरीराचा, असं म्हणता येईल. म्हणजे कुठेही घेऊन जायचो फोन. तर व्हायचं असं, अ, सुरुवातीला जेवणाच्या टेबलवरही फोन जेव्हा असायचा तर 1 आपला संवाद असतो बरं बघा कौटुंबिक संवाद, आपण जे म्हणतो बसल्या-बसल्या "काय चाललंय रे? काय नाही?" तर ते कुठेतरी तुटलं होतं असं मला वाटायला लागलं. आणि अ, यामुळे अ, खूपचं अ, म्हणतात ना ए एक अ, माणसे तर जवळ आली फोनमुळे म्हणजे अ, एक दुसऱ्याला आपण एका क्षणामध्ये बोलू शकतो. पण भावनिकदृष्ट्या कुठेतरी माणसंही या दुरावली गेली आहेत. अ. फोनमुळे. आहे का नाही? तर अ, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून अ, मला वाटतं, की आजचा जो जमाना आहे, जे धावपळीचं जीवन सर्व लोकांचं झालं आहे. त्यांनी कुठेतरी ह्या गोष्टी अ, लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि ॲट लीस्ट म्हणतो मी 1 अ, 1 वेळेस तुम्ही सोबत जेवा, कुटुंब म्हणून सहपरिवार जशी आधी पद्धत होती बघा. आधी तर म्हणजे नाश्ता, द दुपारचं जेवण, रात्रीचं जेवणही सोबतचं करायचे. जेवढं होईल तेवढं.
अगदी बरोबर. बरोबर. हो. अगदी बरोबर. हो. बरोबर. बरं. हं. हं. हं. बरोबर. बरोबर. बरोबर. हो. सोबत करायचं. अगदी बरोबर.
हं, पण धावपळीच्या जीवनामुळे आपण समजू शकतो, होऊ शकत नाही आज-काल, शहरात विशेषतः नाही का. त्यांना खूप बिझी शेड्यूल असतो. बिझी लाईफ असते. तर अशा लोकांनी मी म्हणेल, ॲट लीस्ट तुम्ही 1 वेळेचं जेवणं सोबत घ्या. अ, जनरली नाईटचचं असं म्हणू शकतो, कारण की ऑफिस वगैरे, काही-काही असतात, म्हणजे दोघंही नवरा-बायकोही वर्किंग प्रोफेशनल असतात. त्यांना कामाला जावं लागतं आणि मुलेही घरीचं असतात. मग अ, त्यांना टिफिन वगैरे अ, ते बनवून जाते त्यांची आई. आणि ह्यांनाही खूप स्ट्रेस असतो, माहिती आहे का, आई-वडिलांना म्हणजे ते ऑफिसमध्ये तर असतात. पण त्याचं मन विशेषतः आईंना.
बरोबर. बरोबर. हो. अगदी बरोबर. हो ना.
त्यांना वाटत असतं, आपलं बाळ जेवलं की नाही का, जेवण तर मी बनवून आले शाळेत जेवलास म्हणजे एक म्हणता ना आपलं त्यांना चिंता लागलेली असते. तर तर घरी आल्यानंतर त्यांनी अ, जर सोबत जेवलं ना तर, नक्कीच अ, त्यांना खूप फायदा होईल. त्यांच्या अ, मुलांच्या किंवा मुलींच्या आयुष्यामध्ये काय चाललंय ते एक संवाद असतो बघा, काय झालं रे? काय झालं आज क स्कूलमध्ये तुझ्या सांग बरं? आणि कोणी मित्र वगैरे बनलेत का? आणि तोही एक्साईटपणे सांगतो. आणि यामुळे कुठेतरी नाती जी आहेत घट्ट होतात असं मला वाटतं.
अगदी बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. पण मग बघा ना, काही वेळेला आता जसं तुम्ही म्हणालात की ही नाती घट्ट होण्यासाठी हा मोबाईल बाजूला ठेवणं गरजेचं आहे. पण काही वेळेला नातीच आपली जी आहेत मोबाईलवर अव्हेलेबल असते. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की, आपण अ, कामाच्या निमित्ताने ह्या मोबाईलला चिकटलेलो असतो. मग, भलेही घरातलं म्हणतात ना की अ, सगळे जण घरात आहेत किंवा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा एखाद्या आपण सणामध्ये एकत्र उत्सवासाठी एकत्र आलोय आणि तरीसुद्धा कामाच्या व्यापामुळे हा मोबाईल काही बाजूला ठेवता येत नाही.
हो. हो ना. अच्छा.
पण त्यामुळे संवाद किंवा माहोल कसा बदलतो त्या वेळचा. कारण, आपल्या आजूबाजूला तर आपल्या जवळची माणसं आहेत पण फोनवर मात्र आपल्या कामाची माणसं.
बरोबर हे बघा, अशा वेळेस अ, मी म्हणेल तेच जसं आता म्हटलो ना, अ, जेवणाच्या टेबलवर तुम्ही आला ना फोन, तुम्ही स्विच ऑफ करून ठेवा किंवा सायलेंट मोडवर अ, वर करून ठेवा. अपसाइड डाउन जे आपण म्हणतो, नाही का, टेबलवर. अपसाइड डाउन तुम्ही ठेवा आणि क्वालिटी टाइम स्पेंड करा. किती काम-काम करणार हो तुम्ही आयुष्यामध्ये? काम तर अशी गोष्ट आहे, मला वाटतं, तुम्ही जितकं कराल तितकं कमी, ते संपणारच नाही कधीच. हं, आणि अ, बघा ना, हे बघा कसं आहे, काहीजण काय म्हणतात, नाही-नाही, मला जमतच नाही, मी एवढा बिझी असतो, नाही का, मला करावंच लागतं. खरं सांगू ना, अ, असं म्हटलं जातं, की "नो वन इज रिअली बिझी इट्स जस्ट द मॅटर ऑफ प्रायॉरिटी" आहे ना. खरं जेवढं कोणी बिझी नसतं, बरं का, जेवढे दाखवतात ना लोकं. आता बघा, एवढे बिलियनर्स आहेत, मिलियनेयर्स आहेत, त्यांच्याकडे एवढा अफाट पैसा आहे हे. अ, हे पण बिझी नसेल का? पण वेळ काढतातच ते एक अ
हं. बरोब बरं, हं, हं, हं. अगदी बरोबर. बरं. हो. अगदी बरं. हो ना. काढतात अगदी-अगदी बरोबर.
हं. म्हणतात ना टाईम मॅनेजमेंट नावाची एक गोष्ट असते. म्हणजे तुम्ही व्यवस्थित मॅनेज करा ना, फॅमिलीला टाईम देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणतात ना, की वर्क लाइफ बॅलन्स तुम्ही अ, समतोल राखायला शिका. हे गोष्टी आणि यामुळंच स सर्व गोष्टी साध्य तुम्ही करू शकता.
गोष्ट असते. गरजेचं आहे. अगदी बरोबर. हां. बरोबर. पण मग आता बघा, हे जेव्हा आपण साधायचा प्रयत्न करतो, तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्या कामाच्या वेळचा, मी तुम्हाला जसं म्हणाले की कामाचा फोन आहे. हे मी का विचारतेय? कारण बऱ्याच वेळेला होतं की, काम आणि घरची माणसं. कारण आपण काम कोणासाठी करतो?
हो. हो. घरच्यांसाठी.
आणि आत्ताच्या कॉम्पिटिटिव जगामध्ये, जे काही सगळ्यात वर्स्ट सिच्युएशन आहे की, आज जो हाजीर तो वजीर आहे. मग जर एखाद वेळेला असा काही कॉल, असा काही असेल, तर घरच्यांना काही आपण हे करायचं का हो, सांभा सांभाळायला सांगायचं का? कसं तुम्ही म्हणालात? म्हणजे त्यांना कसं समजावून सांगू सांगू शकतो की हा कॉल किती महत्त्वाचा होता वगैरे?
हो ना. हो. नक्कीच असं करावं लागतं बघा, जसं आपण म्हटलो ना, की अ, कोणीही जास्त बिझी नसतं, पण प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचं ते आपल्याला कळायला पाहिजे. असं नाही, की फॅमिलीलाच आपण नेहमी प्राधान्य देऊ. कधी-कधी ना, अशी वेळ येते आपल्याला, अ, कामाला प्राधान्य द्यावं लागतं, बरोबर? म्हणजे अ, समजा ते काम आपण केलं नाही, तर आपल्याला लॉस आर्थिक होऊ शकतो खूप मोठा किंवा म्हणतात ना, प्रोमोशन आपलं ब्लॉक होऊ शकतं, असे असतात बघा, इम्पॉर्टंट काम.
अगदी बरं. अगदी बरं. हो, पण त्या अ, हो, माझं म्हणणं म्हणजे माझा जो रोख आहे, तो त्याच दृष्टीने आहे, की जेव्हा आपण म्हणतो, की "ठीक आहे, काम किती करणार आणि पैसा किती कमवणार." पण शेवटी कुठेतरी जेव्हा म्हणतो ना आपण, की एक वेळ असते, की जेव्हा आपण ते तर नाही केलं, त्यावेळेला तर ते हातची संधी कोणतरी दुसरं घेऊन जायला बसलेलं आहे.
हो. हां. हां. बरोबर आहे, नाही बसलेलेच आहेत, मी म्हणतो, अ, इतके कॉम्पिटिशन झाले ना, तुम्ही नसलं तर कोई और सही असं म्हणतात एम्प्लॉयर डायरेक्ट, म्हणजे अ, म्हणजे म्हणतात ना, कॉम्पिटिशनच एवढं आहे, की तुमचा अल्टरनेटिव्ह ऑलरेडी बसलाय आहे टपून तुमच्यावर नाही का. तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि या वेळेस, नाही का, अ, म्हणतात ना फॅमिलीचाही भावनिक आधार खूप गरजेचा असतो, बरं का. त्यांनी एक अंडरस्टँडिंग असलेलं पाहिजे, म्हणजे एक म्हणतात, इमोशनल इंटेलिजन्स जे आपण म्हणतो, भावनांच्या भरामध्ये जास्त वाहून नका जाऊ तुम्ही. नाही-नाही-नाही, मग मी म्हणजे असतात लहान मुले काही, म्हणजे अ, जमणार नाही.
एकझॅक्टली. बसला आहे, अगदी बरोबर. बरोबर. हां, मी तेच आता हे बोलणार होते, की काही वेळेला लहान मुलं फोन उचलून देत नाहीत, की नाही, तु आता फोन नाही उचलायचा किंवा मोठे माणसं असतात, समजा आता आजी आहे आपली किंवा काही वेळेला वडील असतात, त्यांचं जे बघणं असतं आपल्या हातात फोन आल्यावर, त्यांची एक जी नजर असते, की तू कुठे बसलायेस आणि आता एवढ्या लोकांमध्ये का ऑफिसची कामं चालू आहेत अजून पण नाही म्हणजे तोंडाने ते बोलत नाहीत, पण त्यांच्या नजरा भरपूर काही बोलून जातात.
हो. हो ना. हो. हो ना. हो, हं, हं. अगदी बरोबर. हं. समजू शकतो. म्हणजे त्यांचे नजरेचेच अ, बाणं असतात, म्हणजे एक पाहूनच ते घायाळ करतात दुरूनच नाही का तिरप्या नजरनं, हं.
<chuckles> अगदी बरोबर. म्हणजे तेव्हा त्यांना उत्तर कसं द्यावं की बाबा, हा पण गरजेचा आहे.
हो, अशा वेळेस खरंतर सांगू ना, अ, ही आपली घरची माणसं आहेत बघा. त्यांना आपण विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे आणि तिथं पण म्हणतात ना टोन आपली जरा व्यवस्थित असली पाहिजे. जास्त अ, ॲटिट्यूडने जर तुम्ही म्हटलात, "नाही-नाही मी असंच असतं माझं काम." नाही तसं पण एक सांगण्याची पद्धत असते. आपल्याला अ, भारतीय संस्कृतीमध्ये शिकवलेलं आहे, वडीलधाऱ्याला आपण अ, आदरपूर्वक बोललं पाहिजे बरोबर. मग ते अ, त्यांचं मत अ, योग्य असो की अयोग्य असो ती वेगळी गोष्ट, आहे का नाही. अ, कधी-कधी योग्य असतं, कधी-कधी अयोग्य असतं आणि कधी-कधी आपल्याला त्याला एक म्हणतं ना अ, सुवर्णमध्य काढावं लागतो, गैरसमज असतो फक्त त्यांचा. कारण की आपली पण चूक नाही आहे आपल्याला माहीत आहे किती इम्पॉर्टंट हा कॉल आहे म्हणूनच मी घेतोय, नाही का? आणि आपल्याला एक अशी हाऊस नसते की इम्पॉर्टंट नाही तरी टाईपास म्हणूनच अ, उचलायचा नाही का?
बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. हो, हो. इम्पॉर्टंट आहे, बरोबर. अगदी बरोबर. हो, उचलाय असं पण नाहीये ना आपल्याला अ, जेव्हा आपण अ, प्रायोरिटीज आपल्या सेट करतो, त्याच्यात नेहमीच कुटुंब हे वर असतं.
हां. बरोबर आहे.
पण बऱ्याच वेळेला अशी का काही तड-जोड करावी लागते, की जिथे कुटुंबाच्याही वर, कुठेतरी ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या मांडल्या जातात. पण बघा ना, आपलं आरोग्य, जो जेवणाचा स्वाद आहे किंवा आपण एकमेकांशी कसे वागतो, या सगळ्यांचाही या ह्याच्यावर, म्हणजे फोन घेणं किंवा फोनची आपण सलग्न असणं, सारखं सतत, ह्याचा परिणाम होतो का? हो, तुम्हाला वाटतं?
करावं लागतं. हं. हां. नक्कीच परिणाम होतो ह्याचा. मग अ, जसं तुम्ही म्हटलात, की नजरेचे बाण अ, सोडतात, मग बसल्या-बसल्या वयस्कर, अ, मग ह्या प्रकारचं एक अ, काय म्हणतात आपलं अ, भावनिक नात्या दूरावतच किंवा त्यांना थोडा राग आला आहे, असं पण म्हणू शकतो, संताप आलाय असं म्हणू शकतो. राग खूप स्ट्राँग होईल, संतापतात थोडं, म्हणजे "अरे, तुला कळत नाही का कुठं बसलायेस तू? आपल्या फॅमिलीसोबत आहे ना? तर अ, अशा वेळेस तो सांगायचं त्यांना समजावून, जर त्याच वेळेला सांगणं झालं नाही, तर नंतर बाजूला घेऊन मोठ्यांना सांगू शकतो आपण, नाही का? "असं-असं खरंच अर्जंट होता, म्हणून घेतला." ते समजून घेतात, असं नाही आहे की ते लहान त
हो. हो, हो. खरं आहे. अगदी बरोबर. हो ना. हो. हां. बरं. पण मग त्याच्यावर जेवणाच्या स्वादावर वगैरे इम्पॅक्ट होत नाही, कारण बघा कसं आहे. काही वेळेला असतं ना, "हे मी तुझ्यासाठी गरम-गरम आणलंय." आणि आपण "हां, हां. थांब माझा कॉल होऊ दे, मग मी खातो." ते गरम झालेलं पूर्ण निवलेलं असतं, थंड झालेलं असतं.
नक्कीच. हो. बरोबर. हं. बरोबर आहे. खरं सांगू ना, अ, ह्याचंच ह्या अ, गोष्टींमुळेच तर आपण म्हणतो ना, की वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला आलं पाहिजे. ही तडजोड आहे बघा. काही वेळेस काय होतं, माहिती आहे का, आपल्याला 1 अ, गोष्टीचा त्याग करावा लागतो, सॅक्रिफाईस जे म्हणतो ना, आपण. आपल्या मनात नसतं, तरी पण आपल्याला करावं लागतं. आणि कधी-कधी काय होतं, 2 गोष्टींमधलं प्राधान्य आहे ना, कोणाला जास्त द्यायचं, थोडं प्राधान्य हे आपल्याला कळायला पाहिजे. आता त्यावेळेस ते गरजेचंच असतं. आपल्याला काही खरंच म्हणजे गरम-गरम खायचं आवडत नाही का, मस्त आपल्याला आवडतं नाही का, बसल्या-बसल्या. पण अ, कुठेतरी डील जर तुमची मिस झाली, समजा कॉन्ट्रॅक्ट मिस झाला, मग ते कोणत्या भावात जाईल? <laughs> मग, असं पण आहे ना.
बरोबर. हम्म. हां. अगदी बरं. आवडतं. बरोबर आहे. ते पण बरोबर आहे. पण बघा ना, काही वेळेला असं तर आपण नक्कीच करू शकतो ना, की अ, एखादं अगदीच महत्त्वाचा फोन आहे, त्यांच्याकडनं एक 15 मिनिटात तुम्हाला कॉल बॅक करतो किंवा त्या जेवणाच्या वेळेपुरती फोन फक्त स्विच ऑफ करून सगळ्यांबरोबर एक प कारण आपण काही तासंतास जेवायला बसत नाही. एखादा अन्न पदार्थ बनायला जरी तास लागले, तर संपवायला मात्र काही मिनिटंच पुरतात.
हां. हो. अगदी बरोबर. हो आणि मला हां. अगदी बरोबर आणि बघा आपण अ, एम्प्लॉयर जो असतो ना आपला त्याला आपण काही जण खलनायक किंवा विलन बनवून टाकतात. ते पण अंडरस्टँडिंग असते बरं का त्यांना. तो घरी आहे अ, जेवत असेल नाही का? ते पण थोडा कॉम
अगदीच. हो. हो, म्हणजे तेवढं सांगून तर एक्सक्यूज आपण घेऊ शकतो की मी तुम्हाला एक 10 मिनिटांनी किंवा एक 15 मिनिटांनी कॉल बॅक करतो, जेवतोय म्हणून.
घेऊ शकतो नक्कीच. हो, हं, एवढं पण करू शकतो.
पण ती पण ॲ कर करणं ॲडजस्टमेंट गरजेचं आहे.
आहेच आणि बघा ना, अ, हेच तर म्हणतात, म्हणूनच असं म्हटलं जातं की अ, वर्क लाईफ बॅलन्स जे आहे ना, ते समतोल राखणं हे अ, इज नॉट एवरीव्हन्स कप ऑफ टी असं म्हणतात. म्हणजे प्रत्येकाला हेच जमत नाही, खूप अवघड गोष्ट आहे. एक म्हणजे कलाच झाली आहे आज-काल नाही का? म्हणजे, आपल्याला आत्मसात करायला पाहिजे आणि लिटरली लोकं कोर्स करतात, हं.
बरोबर, अगदी बरोबर, हो. अगदी बरोबर. पण बघा हे असं जे वारंवार होत असेल, म्हणजे घरच्यांबरोबर असताना फोन आला की आपण चटकन उठून बाहेर निघून जातो किंवा आपण एखाद्या लग्न समारंभामध्ये आहोत. अगदी म्हणतात ना ते विधी चालू आहेत आणि फोन वाजला म्हणून पटकन त्या मंडपाच्या बाहेर जायचं निघून. मग अशा वेळेस आपल्या घरातल्या किंवा आपल्या सोबतच्या लोकांसमोर आपलं खूप वाईट इंप्रेशन पडतं. मग हे कसं काय कमी करू शकतो आपण? काय करू शकतो, असा पर्सनल मोमेंट्ससाठी ह्या मोबाईलचा वापर कसा कमी करू शकतो?
हो ना. नाही, नाही. नक्कीच. पर्सनल मोमेंटसाठी तर मी म्हणेल बिलकुलच. अरे, तुमचं लग्न चालू आहे किंवा काही समारंभ सण चालू आहे. तुम्ही कशाला फोनला प्रायोरिटी देताय ना अशावेळेस? अशावेळेस तो एम्प्लॉयर जो असतो, त्यांना सांगूनच आलेला असता तुम्ही ॲ ॲटलीस्ट की हं आणि त्यालाही कळेल की अरे, बिझी आहे, सुट्टीवर गेला तर तोही इतका काही उचलला नसेल किंवा आजकाल तर अ, रेडीमेड टेम्प्लेट्स निघाले आहेत, जर कॉल अ, बाय चान्स पिकअप नाही झाला तर ते ऑटोमॅटिक जातात की "आय एम बिझी. आय विल कॉल यू लेटर." असं म्हणतात ते. म्हणजे असं पण तुम्ही करू शकता आणि प्रायोरिटी तुम्ही द्यायला पाहिजे बघा. सण समारंभ असेल, खूप जवळचा आपलं फॅमिली फंक्शन असतं. अशा वेळेस तुम्ही मानसिकरित्या तिथेच उपस्थित राहा. असं नाही की शरीराने तिथं आहात आणि मनाने कुठेतरी दुसरीकडे आहात तुम्ही. असंच बिलकुल चालणार नाही आणि जसं तर आपण म्हटलो ना, अ, दोघांना बॅलन्स द्यावा लागत आणि कॉन्टेक्स्टवर अवलंबून असतं की फॅमिलीला आपण जास्त वेळ द्यायचा की अ, व वर्कला द्यायचा. वर्कमध्ये जर खूप फायनान्शियल लॉस होत असेल
बरं. अगदी बरोबर. हो ना. हो. अगदी बरोबर, येस. हो, हो. हो. अगदी बरोबर. बरोबर आणि स्पेशली आपण म्हणतो ना, की जेवणाचा अपमान करू नये किंवा ताटाला तिष्ठवू नये. त्यामुळे किमान जेवताना तरी हे असे जे काही सोपस्कार आहेत, हे पाळलं जाणं गरजेचं आहे. मग काय टिप्स द्याल हो तुम्ही, की जर असा एखादा फोन वाजत असेल जेवताना, तर तो तोंडातल्या घासाला प्राधान्य द्यावं का त्या कॉलला? काय म्हणाल?
बरोबर. अगदी बरोबर. नक्कीच गरजेचं आहे. <chuckles> मी म्हणेल, अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि अन्नालाच प्राधान्य तुम्ही द्या आणि फोन तुम्ही स्विच ऑफ करून ठेवा. मी तर म्हणेल, टेबल जवळ तुम्ही फोन आणूच नका. म्हणजे दूर ठेवा रूममध्ये आणि सायलेंट मोडवर ठेवून द्या. मग तुला फोन आलाय की नाही तेही कळणार नाही आणि "एन्जॉय युअर मील अ विथ युअर फॅमिली," असं मी म्हणेल.
अगदी. अगदी. किती छान. खरंच खूप मस्तपणे तुम्ही आज हे समजावलं आहे मला आणि मला वाटतं, की मला हे नक्की कुठे ना कुठेतरी उपयोगी पडेल.
हो.
तुम्ही जो वेळ दिलात आणि ज्या प्रकारच्या टिप्स दिल्यात, त्या खूप सुंदर वाटल्या. पुन्हा भेटू अशाच गप्पा मारायला. खूप धन्यवाद.
मलाही खूप छान वाटलं आपल्याशी बोलून, धन्यवाद.